ते बघा, ते गाणं होतं
कोई और नयो लगदा!
हां, ते गाणं होतं बघा, ते म्हणजे
हो, हो. अरे वाह! मला म्हणजे गाणं ऐकलंय मेलोडियस आहे. पण त्याची स्टोरी ऐकून म्हणजे आणखीन मला त्याच्याबद्दल नाही का, एक वेगळं, एक अ, फीलिंग निर्माण झाली आणि खरंच तुम्ही छान सांगितलं म्हणजे.
हां, हां. हो, नक्कीच, नक्कीच. अशी आणखी
आणि अजून कोणते गाणे आहेत का असे, की जे बॅक स्टोरी त्याची तुम्हाला माहिती आहे किंवा असं काहीतरी तस असेल तर
हं, हं. तर अ, जो एक हां, हां. तर एक अ, आहे एक फनी स्टोरी आहे म्हणजे त्याची. तर अ, ते गाणं आहे बघा ते आता सध्या ट्रेंडिंगमध्ये सुरु आहे. ते काय नाव आहे त्याचं, जुत्ती मेरी बघा ते. पंजाबीच वाटत ते पण. हां, मग त्याची बॅक स्टोरी काय आहे, की अ, जी अ, सून असते, ती जेव्हा माहेराला येते. माहेरी असते तेव्हा अ, सुरुवातीला त्याची जी त्याचा जो सासरा आहे तिचा जो सासरा आहे. तो येतो तिला घ्यायला, की "चल, सासरी चल, अ, तिथं तुला म्हणजे तू चल आता, खूप दिवस राहिली माहेरी." मग अ
हां, हां. सांगा ना. हां, हां. सांगा? अच्छा. बरं. अच्छा. बरं. हो, हो, हो. हां. मैं थारी पाव की ज्युती ना, ते आहे ना?
हां, ते-ते. हं, मग ती काय करते? मग ती जेव्हा सासर सासरेबुवा त्याच्या इथे येतात, तिची येतात. तर ती नाही म्हणते त्यांना. त्यांच्याकडून ती एक साडी घेते किंवा पैठणी किंवा काय तशी काहीतरी गिफ्ट घेते आणि नाही जात त्यांच्यासोबत. मग तिचा दीर येतो नंतर नेक्स्ट टाईम, की "चला म्हणजे आम चला सासरी जाऊ आपण" आणि तो त्याच्या ती त्याच्यासोबत अ, बांगड्या आणतो वाटत चांगल्याशा.
अच्छा-अच्छा. ऐकलं-ऐकलं. छान-छान. हां. हां, अच्छा. बरं. अच्छा, बरं. हां.
आणि तिला देतो, की तिला देऊन म्हणजे घेऊन जाईल. काहीतरी गिफ्ट देऊन म्हणतात ना, आपल्याकडे प्रथा असतेच, की गिफ्ट देऊन काहीतरी अ, करतातच कपडे वगैरे करतात आपल्याकडे.
अच्छा-अच्छा. बरं. बरोबर आहे हो.

तेच मी तुम्हाला जसं सांगितलं ते, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. तर अ, ते गाणं तुम्ही ऐकलं असेल. तर त्यात कसं आहे? आता जो गाण्याचा अर्थ आहे, जी बॅकस्टोरी आहे, ती माणसाला अजून उत्साहित करते, ते गाणं ऐकायला. जसं तुम्हाला मी ती ग ग स्टोरी सांगितली होती त्यांचे ते अ, त्यांच्या बाबांसाठी त्यांनी गाणं लिहिलं होतं. तर तुम्हाला पण इच्छा झाली ते गाणं ऐकायची, आणखी एकदा. आणि यावेळेस तुम्ही जर ऐकालं ते गाणं, तर तुम्ही एक वेगळ्या नजरियाने, वेगळ्या अ, उत्सुकतेने ऐकालं ते गाणे. हां, वेगळ्या अँगलने ऐकालं आणि तुम्हाला एक ते सांगतो, मी मराठी जे गाणं आहे, जे मी आता सांगितलं, ह्याची स्टोरी अशी आहे, की जेव्हा हे सगळे ॲक्टर्स जे आहेत जे गाणे बोलत आहेत त्याच्यात तर अ
हो. अरे, वाह! वाह! अगदी. हो, खरं आहे. हो, हो. हो, हो, बरोबर. हो, हो. हो, खरं आहे. खरं आहे. हो. वेगळ्या अँगलने विचारलं. हं, हं. बरोबर. हां, हां. अच्छा. हां, हां.
<clears throat> त्यात त्यांना सोबत आणण्यासाठी की 5 ॲक्टर्स आहेत वाटतं मराठीचे, चांगले कलाकार आहेत ते. तर अ, ते हां, वेगवेगळे आहेत, तर ते जेव्हा आणले, त्यांना सोबत आणण्याचा जो कार्यक्रम होता, तो असा खूप अवघड टाइप चालला होता. अ, नक्कीच त्या टाईमाला ते एवढे चांगली सेलिब्रिटीज नव्हते.
हां, बर वेगवेगळे 5 कलाकार आहेत. बरोबर आहे. हां. हां, बरोबर आहे. त्याला तेच मिळाल्या पाहिजेत. हो, बरोबर आहे.
हां, हां. म्हणजे एवढे डि डिमांडिंग सेलिब्रिटीज नव्हते, बट त्यांनी असे ते होते की अ, थोडंसं अवघड होतं त्यांना सोबत आणणं. मग ते काय केलं? त्या, जो डायरेक्टर आहे त्या गाण्याचा, त्याने एक वेगळाच ऑफर केला, म्हणजे प्रँक टाइप केला आधी, की तुम्हाला एक अशी मोठीशी फिल्म भेटत आहे, किंवा अशी साइन भेट फिल्म साइन करायची आहे. अ, कोणीतरी आय थिंक अ, महेश मांजरेकरच होते वाटत ते करणारे. काहीतरी असेल. हां, मग त्यांनी काय केलं? ते अ, काय म्हणतात त्या, अ, ॲक्टर्सना असे स्क्रिप्ट वगैरे पाठवलंय, मोठी फिल्म आहे म्हणून, आणि शेवटला त्या स्क्रिप्टच्या अशी एक पेजवर लिहिलं, की अ, "थिस इस जस्ट फोर अ साँग. अ, चुपचाप ये इथं स्टुडिओवर." अशी स्क्रिप्ट, असं काहीतरी केलं होतं त्यांनी.
हां, बरोबर आहे. अच्छा. <laughs> हां, हां, बरं. अच्छा. हां, हां, हां. <laughs> अरे, बापरे!
मग ते सगळे पाचीच्या पाची ॲक्टर आरामात असे न काही प्रश्न विचारता आले होते आणि तिथं त्यांनी गाणं गायलं होतं.

अरे वाह वाह! खूपच छान म्हणजे तुम्ही असं स्वतःला काही-काही जणं बांधून घेतात ना, की मी याच अ, सिंगरची ऐकल आणि मी याच अ, प्रकारची गाणी ऐकल असं काय तुम्ही स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही केलेलं. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकता आणि ज्या-ज्या वेळेला तुम्हाला जो मूड असेल त्या प्रकारचे तुम्ही ऐकता. पण मग तरी पण जसं तुम्ही म्हणाले, की 90% 70% गाणे तुमचे रोमॅन्टिक सॉन्ग्स वगैरे आहेत, तर त्यातले तुम्हाला कोणता सिंगर वगैरे आवडतो? किंवा किंवा कोणतं गाणं अ, सं की जे जास्त तुम्हाला आवडतंच म्हणजे असं काही सांगू शकाल किंवा एक दोन गाणे जरी?
हां. हां, हां, हां. हं. हं, हं. हां, नक्कीच, नक्कीच. हे बघा आता कसं आहे अ, जे गाणे जे आहेत ते लहानपणापासून असे शेप झालेले आहेत. म्हणजे लहानपणी कसं आमच्या घरी एकदम असा एक रेडिओ असायचा एफ-एम रेडिओ. तर माझे काका त्याच्यावर अशी लावायचे. सकाळ-सकाळी उठ उठायचे 06:00 वाजता आणि एफएम चालू करायचे रेडिओ जॉकी काहीतरी त्याचा आवाज वगैरे यायचा. एकदम ते म्हणायचे ना, की "अगला गाना अमीन सयानी की आवाज में. अ, असं कुछ" असं काहीतरी म्हणायचे ते. मग ते वेगळीच मजा यायची ते आणि ते आम्ही कसं लहानपणापासून ती गोष्ट करत गेलो किंवा ऐकत गेलो तर त्या प्रकारचा टेस्ट झाला माझा आणि अ, बघा लता मंगेशकर आहेत आणि मोहम्मद रफी आहेत तर मोस्टली लता मंगेशकरचे गाणे मी अ, सध्या ऐकतो. लव्हचे किंवा असे रोमॅन्टिक म्हणू शकता तुम्ही. तशा प्रकारचे मला आवडतात खूप.
हो, हो. हो, हो. एफ-एम रेडिओ. बरं. <laughs> बरोबर. हां. हां, हां, हां. बरं, बरं, बरं. बरोबर. हो. बरं. अच्छा. अच्छा, हां. हां. म्हणजे 70ज आणि ते तुम्हाला जास्त आवडतात असं म्हणू
हां. नक्कीच, नक्कीच. ओल्ड, ओल्डवाले.
अरे! बरं, बरं, बरं, बरं. आणि मग अ, ते तुम्हाला का खास वाटतात म्हणजे? आ